खरंतर एकदा का शिक्षण झालं किंवा शिक्षण होता होताच बऱ्याच वेळेला आपल्या घरातून आपल्याला सांगितलं जात असतं. काय मग सायन्स का? हम्म, डॉक्टर होणार वाटतं. मग यंदा इंजिनिअरिंगची सीट भरायची आहे की नाही आपली? अशा एक ना हजार, भरपूर अशा अपेक्षा आणि आशा आपल्या घरात आपल्या करियरबाबत असतात. तुमच्या घरात काय कंडिशन होती हो, तुमच्या करियर बाबतची? काय अपेक्षा होत्या?
अ, आमच्या घरात तर तसं म्हटलं तर डॉक्टर वगैरे किंवा असं कोणी एवढं शिकलेलं नाहीये. पण माझ्या वडिलांचं एक होतं की माझे वडील बँकेत प्यून म्हणून आहेत. प्यून चपराशी म्हणून काम करतात. तर त्यांची फार एक इच्छा होती की मी जसं ॲग्रीकल्चरचं शिक्षण घेऊन आणि ॲग्रीकल्चरच्या शिक्षणास सुरुवात करून नंतर ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसर अशी एक पोस्ट असते बँकेमध्ये. <clicks tongue> त्याचा अभ्यास करावा. आणि माझ्या घरच्यांचा, माझ्या वडिलांची खूप अपेक्षा आहे. म्हणजे अजूनही ती आहे आणि मी त्या गोष्टीसाठी तयारी करतोय. अशी माझ्या वडिलांची इच्छा आहे.
अच्छा. ओके. हं, हं. अरे वाह! किती छान. वाह! किती छान. मग आता ह्या ज्या अपेक्षा आहेत तुमच्या कुटुंबात तुमच्या कॅरियरबाबतच्या. त्या म्हणजे त्या कशा त्यांनी सांगितल्यात तुम्हाला? काही उदाहरण दाखल सांगाल का बा? असा किस्सा झाला आणि त्यावर त्यांनी असं मला सांगितलं?
बरोबर. आता उदाहरणं तर नाही, पण बघा, आजकाल कसं होतं आपण सोशल मीडियावरती बघतो. आता मागे तुम्ही ती न्यूज ऐकली असेल. तो एक मेंढी राखणारा पोरगा होता. तो आय-ए-एस बनला.
हो, हो, हो. बरोबर.
हां, तर मग आमच्या घरात पण तसंच. म्हणजे वडील आमचे मोबाईलवर Facebook, त्यांचं Facebook जास्त आवडीचं. आता जर लेकरांना काही Instagram वगैरे ते जास्त आवडतात. माझ्या वडिलांना Facebook जास्त आवडतं. तर ते Facebook स्क्रॉल करता-करता त्यांना येतंच, की ऑटोवाल्याचा झाला मुलगा आय-ए-एस किंवा अशा भरपूर असतात. तर माझे वडील असे मला डायरेक्ट बोलत नाहीत, की बाळा तुला हे करायचंय की ते करायचं. माझे वडील काय करतात ना, मला ती लिंक WhatsAppवर शेअर करतात. की रिक्षावाल्याचा मुलगा झाला. म्हणजे मला ते कळून येतं की त्यांना काय म्हणायचं आहे. मला त्यांच्या भावना समजून येतात की माझ्या वडिलांना असं द दर्शवायचं आहे, की बाबा तू पण शिक, तू पण मोठा हो. तू पण ह्यांच्यासारखं काहीतरी बन. माझं नाव उंच कर. पण ते माझ्या वरती असा सरळ दबाव नाही टाकत. ते असं थोड्या-थोड्या वेगवेगळे मार्ग ट्राय करतात, की मला इन्फ्लुअन्स करतील किंवा मला मोटिव्हेट करतील. की असं त्यांना असं वाटतं, की जसं दुसऱ्याचं बघून तरी याला समजेल. की नाही आपण कमी नाही, किंवा आपण लहान नाही. आपण त्यांचं पाहून पण आपण शिकू शकतो असं त्यांना वाटतं. आणि ते अशा प्रकारे माझ्या वरती, समजा काय ते दबाव किंवा दबाव नाही म्हणता येणार त्यांना ते मला समजावण्याचा प्रयत्न करतात.
अच्छा. बरोबर. अरे वाह! हां, हां, हां. अच्छा. बरोबर आहे. हो. पण तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का हो, की ह्या ज्या घरां घरातल्यांच्या किंवा आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षा असतात करियर बाबतच्या, या पुरुषांबद्दल किंवा मुलांबद्दल आणि मुलींबद्दल, या काही वेगळ्या असतात. किंवा आता बदलत्या काळामध्ये त्या बदलल्या आहेत, का अजूनही तश्याचं आहे, तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे?
अं, तसं बघितलं तर हो. ते तर खूप आहेच. कारण आता बघा ना, जेव्हा माझ्या वडिलांचा काळ होता किंवा समजा माझ्या आत्याचा किंवा माझे वडील जेव्हा होते, ते माझी आजी शिक्षिका होत्या. पण त्यांचं कसं धोरण होतं, की मुलींनी फक्त घर चालवावं, असं नाही. त्यांनी पण शिकावं. कारण माझी आजी स्वतः शिक्षिका होत्या. माझ्या आजींनी त्यांच्या आई-वडिलांशी भांडणं करून किंवा समजा समाजाशी भांडणं करून. कारण त्या काळात शिक्षिका होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. मी माझ्या आजीच्या काळातली गोष्ट सांगतो आहे. माझी आजी अ, कमीत कमी सलग 15 वर्ष कन्या शाळेचे शिक्ष हे होती. प्रिन्सिपल होत्या. <sniffs> हो. तर मग अ, त्यांचं कसं होतं माझी आजी, की माझ्या आत्याला सांगायची की "बाबा तू शिक." नंतर
अच्छा. अरे वाह! खूप मोठी गोष्ट आहे, बरं. अरे वाह!
त्याच्यानंतर माझ्या आत्याचा काळ आला. मग माझ्या आत्याचं कसं होतं, माझ्या आत्याला अभ्यासात जमायचं नाही. तर माझ्या आत्याचं तिच्या मुलीवर चालू राहायचं, की "नाही, नाही. तू शिकायचं नाही. तू काही शिकाय वगैरे नको. 12वी आपण तुझी बारावी कंप्लीट करू. नंतर एखादा क्लास कर ब्युटी पार्लर कर किंवा शिवण क्लास कर." पण असं म्हणजे, असं प्रत्येक काळानुसार त्या हे बदलत जातात. आता हो. आता तेच जर म्हटलं तर आमच्या वेळी, माझे पप्पांनी माझ्या पप्पांनी माझ्यात आणि माझ्या बहिणीत काहीच फरक ठेवलेला नाही आहे. माझे पप्पा मला म्हणतात "तुला जे शिकायचं आहे तेच तुझे तू कर. आणि तुझ्या बहिणीला जे शिकायचं आहे, ते तुझी बहीण करेल. तुम्हाला करियर बाबत मी सांगू नाही शकत. तुम्हाला काय निवडायचं आहे, ते तुम्ही निवडा." फक्त त्यांचं असं असते की "हो, मी एक मार्ग दाखवू शकतो. जर तुझी इच्छा आहे त्या मार्गावर चालायची तर तू चल. नाहीतर तुझ्या मनाने तुला काही वेगळं करायचं असेल, तुला काय तुझं काही वेगळं ध्येय असेल, तुझं काही वेगळं समज एखादं तुला एखाद्या ठिकाणी जायचं असेल की 'पप्प पप्पा मला बँकिंग नाही करायची. मला इंजिनिअरिंग करायची होती. मला हे करायचं होतं.' ते तू ते कर. मला त्यात काही अडचण नाही. फक्त शिका." त्यांचं असं म्हणणं असतं.
आं. <chuckles> बदलत जातात. अरे वाह! बरोबर. बरोबर. बरोबर. बरोबर. किती छान! म्हणजे, शिक्षण हे खूप महत्वाचं आहे, याची जाणीव तुमच्या पालकांना आहे. आणि म्हणून, आज तुम्हा दोघांमध्ये सुद्धा, ते हा नियम ठेवता आहेत की शिक्षण मस्ट आहे. पण आता बघा, तुम्ही जसं म्हणालात की टेक्नॉलॉजीचा वापर तुमचे वडील करता आहेत, त्यांच्या अपेक्षा तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी. पण तुमची काही स्वतःची अशी करियर बाबत स्वप्न आहेत का हो?
हो, अगदीच. बरोबर. अ, स्वतःची करिअरबाबत स्वप्न माझी होती. जेव्हा माझे वडील मला म्हणजे आधी माझ्या वडिलांनी मला सांगितलंच नव्हतं की त्यांची काही इच्छा आहे वगैरे म्हणून आता प्रत्येक लहान मुलात एक स
अच्छा.
मला पण आधी रोबोट्स ही म्हणजे खूप असं काहीतरी वेगळंच वाटायचं जगावेगळं हे. म्हणजे रोबोट्स, ते बघा ना ती टेक्नॉलॉजी तो कसा म्हणजे त्यात जीव नसून तो व्यक्ती काम करतो. <clicks tongue> तो रोबोट काम करतो. काय-काय करतो? म्हणजे त्याला काहीच लागत नाही, फक्त एनर्जी लागते. माझ्यात ती क्युरिओसिटी होती की "हे कसं जा कसं होत असेल? याच्यात कसा, म्हणजे कसा ह्याच्यात हे जीव देत असतील? किंवा कशी याला एनर्जी देत असेल? की आता याचा हात मूव्ह होत आहे, तर त्याचा हात कसा हालत असेल? कसा याचा पाय हलत असेल? कसं हे काम करत असेल?" हे सगळं जाणून घेण्याची म्हणजे माझ्यात खूप क्युरिओसिटी होती आणि प्रत्येक मुलाचं असं असतं की ते लहानपणीच सोडून देतात. पण माझं तसं नव्हतं. मी म्हणजे माझे वडील मला बोलण्याच्या आधी, की "तू बँकिंग कर." मी त्याच्या आधी माझी फार इच्छा होती की मी अ, काय बोलतात त्याला? इंजिनिअरिंग करावी आणि ते पण रोबोटिक्समध्ये पण त्याच्या नन त्याच्या आधी म्हणजे वडिलांनी मला कधी सांगितलं नव्हतं. पण जेव्हा मी माझ्या वडिलांच्या इच्छा बघितल्या की त्यांची इच्छा ही नाही आहे. त्यांची इच्छा काही वेगळी आहे. तर मी विचार केला की ठीक आहे आपण हे नंतरही करू शकतो रोबोटिक्स आपण याच्यात ॲग्रीकल्चरमध्ये सुद्धा रोबोट्स येतात. आपण आपलं करत-करत यांचं सुद्धा मन ठेवू शकतो. तर मी दोघांचही मन ठेवताना म्हणजे ॲग्रीकल्चरला ॲडमिशन घेतली आणि ॲग्रीकल्चर म्हणजे फक्त ॲग्रीकल्चर नाही. मी ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. त्याच्यात मला दोन्ही गोष्टी भेटल्या, की मला मशिनरीज सुद्धा भेटल्या ज्या माझ्या आवडीच्या आहेत आणि माझ्या वडिलांना सु तेच भेटलं जे त्यांना पाहिजे होतं, की "मी बँकिंगचे क्लास करावे ॲग्रीकल्चर थ्रू," त्यांना ते भेटलं म्हणजे अशी दोन्ही मन त्या ठिकाणी जपली गेली.
अरे, वाह! हां, हां. अगदी बरोबर. हो, ना. वाह! अरे, वाह! बरोबर. बरोबर. अरे वाह! अरे वाह! किती छान. पण मग काही वेळेला असं नाही का हो वाटत की मला जे हवं आहे ते न करता मी दुसरं काहीतरी करत आहे किंवा हे जे काही दुसरं आहे ते काही माझ्या म्हणजे आपण म्हणतो की इट्स नॉट माय कप ऑफ टी की हे काही मला जमणार नाही म्हणजे बँकिंग करणं आणि त्याच्याबरोबर तुम्ही एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग करणं, ह्या सुद्धा दोन फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. मग असं कधी झालं का हो की मन असं कधी हो अस्थिर झालं का की बाबा नाही आत्ता ही तारेवरची कसरत बस झाली?
हो, बरोबर. बरोबरच. आ तसं म्हटलं तर हो हे असं भरपूर वेळा माझ्यासोबत होतं. कारण मी जेव्हा पण समजा आमचे ते सायन्स फेअर असतात किंवा सायन्स एक्झिबिशन्स असतात जस्ट बाहेरच्या म्हणजे आउट ऑफ इंडियाचे जे मशिनरीज येतात आणि अ त्यांना बघून माझं मन खूप विचलित होतो, की यार आपलं हे स्वप्न होतं की आपण अशा मशीन बनाव्या डिझाइन कराव्यात आणि आपण आता काय करत आहे तर आपण आता इथं बसून बँकिंगची तयारी करत आहे. आपली इच्छा होती की आपण या मशिनरी डिझाइन कराव्यात किंवा या मशिनरीच काम डिझाइन करावं किंवा कोणताही पार्ट किंवा या मशिनरीसोबत आपण खेळावं ही आपली लहानपणीपासूनची इच्छा आहे मन आहे, तर हो होतं भरपूर वेळा होतं. आणि मी त्याचा सुद्धा एक इलाज काढला आहे की आमच्या इथं हो मी सांगतो ना तुम्हाला मी तुम्हाला एक अ गंमतच सांगतो आमच्या इथं एक नायब सेंटर नावाचं एक सेंटर आहे. त्यात माहिती आहे का आजकाल जे एग्रीकल्चरमध्ये आपण ड्रोन्स वगैरे यूज करतो बघा.
बरोबर. वाह! <chuckles> काय काढलं आहे? हो, हो.
माझं त्याच्याकडे पण खूप मोठा कल आहे. मला ते त्या गोष्टी सुद्धा खूप जास्त आवडतात आणि त्या एग्रीकल्चरशी रिलेटेडच आहेत. आता मी काय करायचो आधी म्हणजे अ, तिथं परमिशन नव्हती आम्हाला म्हणजे स्टुडंट्सला वगैरे जायची. ते फक्त सायंटिस्ट लोकांसाठी अ, प्रोजेक्ट होता तो एक सायंटिस्ट लोकांचा तर ते तिथे जात होते. तर मी एक दिवस असाच क्युरिऑसिटी पोटी त्यात आत गेलो. आमचे शिक्षक तिथं बसलेले होते. त्यांची मीटिंग वगैरे चालू होती. त त्यांना असंच विचारलं म्हटलं सर काम आमच्यासाठी इथे काही नाही का? तर ते सर मला म्हणतात बाळा तू इथे काय करशील? म्हटलं सर मी काय करेल मी बघेल म्हटलं सर फक्त मला काही दुसरं काही नको आहे म्हटलं. मी इथे येऊन फक्त बसेल, मी बघेल काय तुम्ही करत आहे काय तुम्ही शिकत आहे काय तुम्ही समजवत आहे लोकांना हो फक्त मी बघेल दुरून बघेल. तर सर बोलले हा ठीक आहे तू हे तर करू शकतो म्हणे येऊन बसत जा म्हणे. मग त्याच्यानंतर मी रोज तिथं जाऊन बसायला लागलो. रोज तिथं जाऊन बसायचं बघायचं. मग एक दिवस असे आमचे शिक्षक कुठेतरी अबसेन्ट होते आणि त्यांची तिथं गरज होती. तर ते बाकीचे लोकं जे होते त्यांना ते कळत नव्हतं की हे कसं करायचं आणि माझं कसं होतं मी रोज माझ्या शिक्षकांना बघायचो की ते काय करत आहे नेमकं म्हणजे कोणती वस्तू घेत आहे कशात काय टाकत आहे आणि कसं काय होतं आहे. तर मग मी त्यांना म्हटलं मला जमतं हो मी करून बघवू का तुम्हाला ते? ते माझ्यावरती हसायला लागले की तुला काय जमेल तू आताचा स्टुडंट आहे असं तसं ते मला म्हणायला लागले. म्हटलं ठीक आहे. तुम्हाला असं वाटतं आहे तर ठीक आहे. एकदा ट्राय तर करू म्हटलं. हो मग मी त्यांना दाखवलं. म्हटलं आणि माझं आधी एकदा ट्राय केलं मी तेव्हा ते झालं नाही. मग ती परत माझ्यावरती हसायला लागले. अरे काहीही करतोयेस का असं तसं. म्हटलं थांबा 1 मिनिट मी म्हणलं परत एक ट्राय करू द्या. मग जेव्हा मी नेक्स्ट टाईम ते ट्राय केला तेव्हा ती गोष्ट झाली आणि ती तो रोबोट होता तो चालायला लागला आणि म्हणजे हो आणि ते सगळे शॉकमध्ये गेले की हा तर इथं काही कामाचाच नाही आहे आणि याला हे सर्व जमतं आहे. म्हणजे मी अशा ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करत आहे.
अरे वाह! हो. बरोबर. बरोबर. एक ज्ञानार्जन होईल. अरे वाह! अच्छा. बरोबर. बरोबर आहे. अरे वाह! किती छान. किती सुंदर. म्हणजे जर आपली म्हणू ना, की दुर्दम्य इच्छा असेल तर आपल्याला वाट मिळते.
बरोबरचं. बरोबर, अगदी बरोबर.
मग तुम्ही काय म्हणाल, की जेव्हा आपण पालक असे तरुणांवर किंवा त्यांच्या मुलांवर त्यांच्या अपेक्षा लादतात आणि अ, जे मुलांची स्वप्न असतात, ती सुद्धा काही वेळेला पायमल्ली होतात किंवा त्यांना दुर्लक्षित केलं जातं आणि करिअर मात्र दुसरीकडेच निवडन, मग खूप त्यांना त्रास होतो. त्या मुलांना बिचाऱ्यांना. मग अशा वेळेस काय टिप्स द्याल? की कसं खऱ्या करिअरसाठी जे आहेत ती निवड करावी आणि कशा आपल्या अपेक्षा ज्या आहेत, त्या अगदीच न काय म्हणतात नाकापेक्षा मोतीला जड होऊ नये अशा प्रकारे रहा ठेवाव्यात काय म्हणाल तुम्ही?
बघा मी सांगतो तुम्हाला, आजकाल मी म्हणजे माझ्या कॉलेजच सांगतो. मी भरपूर मुलं अशी बघत आहे, ज्यांना शेतीतलं काही माहितीच नसतं. की कोणतं झाड कोणतं आहे हे सुद्धा त्यांना माहिती नसतं आणि फक्त त्यांच्या घरच्या लोकांसाठी, आता <chuckles> मी तुम्हाला एक गंमत सांगतो. माझा एक मित्र होता, त्याला आम्ही शेतात घेऊन गेलो. तिथं संत्रीचे झाडं लावलेले होते आणि तो मुलगा आधीपासून नागपूरमध्ये राहिलेला प्रॉपर शहरामध्ये राहिलेला तो आम्हाला काय म्हणतो माहिती आहे का, तो म्हणतो, "अरे हे निंबूचं झाड आहे बघ," म्हणतो, "याला निंबू लागले." <chuckles> आम्ही त्याला इतकं हसलो म्हंटलं "बापरे!" म्हंटलं, "ते निंबूचं झाड नाही आहे, ते संत्रीचं झाड आहे." मग त्याला कुठे जाऊन कळलं. पण बघा ना, म्हणजे जर त्या मुलाला ते झाड कळत नाही आहे कसलं आहे, तर तो मुलगा शेतीत काय करणार आहे. तर त्या मुलाचं आम्ही त्याला विचारलं म्हंटलं, "का रे तुला हे झाडच कळत नाही, तर तू इथे आला कशाला?" तर तो मला बोलतो म्हणे, "माझी इच्छाच नव्हती," म्हणे, "इथे यायची." "माझी इच्छा मला ड्रॉइंग करता येते म्हणे, मला आर्ट्स करायचं होतं." "पण माझ्या वडिलांची इच्छा नव्हती म्हणे मी आर्ट्स करावं की काय करावं. त्यांनी माझी जबरदस्ती एडमिशन करून दिली." आणि मी सां खरं सांगतो तुम्हाला अक्षरशः तो 3 मुलगा झाला 3 वर्ष झाले त्या मुलाची वाय-डी लागत जाते. त्या मुलावरती त्या विषयांचा प्रेशर येत जातं आहे, की हो कारण बॅक लागत आहे बॅकलॉग लागतं आहे, ते निघत नाहीत त्याच्या. आणि ते बॅकलॉग क्लिअर होत नाहीत. आता ज्या मुलाला त्या गोष्टीची माहितीच नाही आहे, जर एखाद्या मुलाला भारतातून उचलून चीनमध्ये नेऊन ठेवला आणि त्याला तिची लँग्वेज कळतच नाही आहे, तर तो काय करणार आहे तिथं. तर त्याचं पण तसंच होतं आहे, की तो इथं आहे बस आमच्यासोबत शिकत आहे आम्ही आहे म्हणून त्याला सपोर्ट आहे थोडाफार, नाहीतर तो केव्हाच त्याने काहीतरी वेगळं पाऊल उचललं असतं आणि स्वतःचा अंत करून घेतला असतं. इथपर्यंत आम्ही त्याची स्थिती बघितलेली आहे.
बरो अरे बापरे! अच्छा. अच्छा. अरे बाप रे! <laughs> बरोबर. बरोबर. हं. ओके. ओहो. प्रेशर येत जात आहे. बरोबर. हो ना. कळतच नाही आहे. अगदी बरोबर. बरोबर. मग हे हेच आम्ही विचारलं, की ह्या अशा गोष्टी होऊ नयेत, म्हणून काय करावं असं तुम्हाला वाटतं?
तर मला तरी वाटतं, की पालकांनी आधी जेव्हा 12वी होते. तेव्हा पालकांनी त्यांच्या मुलांना विचारायला हवं, की बाबा तुला काय शिकायची इच्छा आहे? तुझा कल कशात आहे. किंवा त्यांनी स्वतः आधीपासून बघायला पाहिजे, की आपला मुलगा कोण्या कोण्या फील्डमध्ये जाण्याच्या लायक आहे किंवा त्याची इच्छा घरच्यांनी अशी दाबली नाही पाहिजे. जर एखादा मुलगा चित्रकलेत चांगला आहे. तर त्याच्या घरच्यांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे, की बाबा तू चित्रकलात चांगला आहेस तू कर चित्रकला. आम्ही बघून घेऊ बाकीचं काय ते. भरपूर अ, लोकं असे असतात किंवा भरपूर पेरेंट्स असे असतात, जे त्यांच्या मुलांच्या आतमधले लेकरू मारून टाकतात आणि त्यांना फक्त आता आजकाल तर ट्रेंडच आहे. एम-बी-बी-एस बनायचा, डॉक्टर बनायचा. मी फक्त मुलं वयाच्या 22-22, 24-24, वर्षापर्यंत नांदेडमध्ये याची तयारी करतात. काय अ, नीटची तयारी करतात आणि त्यांनी कमीतकमी 4-4 ट्रायल दिलेले असतात. ऑलरेडी ते एवढे थकून गेलेले असतात. पण स्टिल ते ट्राय करत असतात. पण त्यांच्या घरच्यांनी असं प्रेशर द्यायला त्यांच्यावर नकोय. कुठेतरी त्यांनी थांबायला पाहिजे. स्वतःच्या लेकराचा विचार केला पाहिजे.
बरोबर. बरोबर. हं. हो, हो. हो एंट्रन्स एग्जामची. बापरे! <tsk> नको आहे. बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे आज तुमच्याशी बोलून मला ज्या ह्या गोष्टी उलगडल्या आहेत, की बऱ्याच वेळेला घरच्यांच्या कर म्हणजे करिअरबाबतच्या अपेक्षा आणि मुलांच्या स्वतःच्या करिअरबाबतच्या अपेक्षा, या जर भिन्न असतील तर बऱ्याच वेळेला घरचे मात्र डॉमिनंट होतात आणि तुमच्याशी बोलून मला हे खरंच खूप प्रकर्षाने जाणवलं, की हे कसं सुधारता येईल.
बरोबर.
खूप छान वाटलंय मला तुमच्याशी गप्पा मारताना आज. नक्की पुन्हा असंच भेटू, गप्पा मारू. खूप धन्यवाद.
मला पण तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुमच्याशी बोलायला फार आवडेल. धन्यवाद.